हां.
तर Googleवर वगैरे सर्च केला असेल त्यानी अ, इमेज वगैरे किंवा काय केलं काय माहीत, पण त्यानी ओळखून घेतलं ते लोकेशन ट्रेस केली नाही का. आणि लोकेशन ट्रेस केल्यानंतर तिच्या घरीच जाऊन पोहोचला मग तो. मग अ, घरी जाऊन मग अ, तिला प्रपोज वगैरे करणं. मग माझ्याशी लग्न कर नाही का, तर असं अ, सर्व गोष्टी होऊ लागल्या. आणि तिला वाटलं, तिने पण कॅज्युअली घेतलं. म्हणजे, अरे, असेल कोणी फॅन नाही का आणि फॅनमुळंच मी आहे एक एटिट्यूड असतो इन्फ्लुएन्सरचा पण. म्हणजे ह्यांच्यामुळेच मी बनली आहे, बरोबर. म्हणून अ, तिनी अ, डि डिसरेस्पेक्ट वगैरे असं काही नाही केलं. पण तिने डीनाय केलं. म्हणजे चांगल्या भाषेमध्ये नाही-नाही मी करू नाही शकत. मग तो हे झाला ना आ, म्हणजे हर्ट झाला म्हणा काय झाला सायकॉलॉजिकल ब्रेकडाउन त्याचा झाला, तर त्या मुलाने तिला किडनॅपच केलं.
हां, हां, हां. बाप रे! हां, हां, हां, हां. अच्छा. हां, हां, हां. बरोबर ना. हं, हं, हं, हं. हां. बरोबर ना. बापरे! किडनॅपर्स डायरेक्ट.
किडनॅपचं डायरेक्ट आणि पोलीस अ, बरेच दिवस शोधायला लागले अ, इकडं-तिकडं म्हणजे कुठे गेले? काय झाले? शेवटी तिची मग डेड बॉडी सापडली, सापडली अशीच. मग असं पण डायरेक्ट डेड बॉडी म्हणजे आणि खूप ज दिवस सापडले तिला म्हणजे 3-4 आठवडे. मग अ, आणि त्यांच्याच फॅनने म्हणजे तिच्याच फॅनने. मग अ, त्याला ट्रेस करण्याला म्हणजे असतात ना हॅकर्स वगैरे अ, म्हणजे जे कॉम्प्युटर कोडिंगमध्ये अ, एक्सपर्ट असतात हां, तर त्यांनी ट्रेस केलं. तिचे कमेंट वगैरे अ, संशयास्पद म्हणताना सस्पेक्ट कोण असू शकतो. मग त्याच्यानुसार त्याने ट्रेस केले, त्याचे आयपी वगैरे. त्याला धरलं मग, म्हणजे पकडलं. मग त्याने सांगितलं, की मी इथं-इथं अ, तिला हे केलं आहे, दफन केलेलं आहे. मग त्याचे अ, अवशेष वगैरे सा एवढं एक्स्ट्रीम होऊ शकतं मग. जसं तुम्ही म्हटला ना, की अ हां, म्हणजे अ
बापरे! हं. डेड बॉडी डायरेक्ट. अरे बाप रे! अरे बाप रे! हो ना. हो, हो, हो, हो, हो. एक्सपर्ट असतात. बरोबर. बापरे! पर्सनल लाईफ. पर्सनल लाईफ जर का लोकांसोबत शेअर केली, तर लोकांचे काय विचार आहेत? ते काय करू शकतील आपल्यासोबत? आपल्याला त्याच्याबद्दल काय सांगता येत
काही सांगता येत नाही बघा. अ, म्हणजे अ, आणि विशेषतः इन्फ्लुएन्सर जे मोठे-मोठे असतात ना, ह्यांचे फॅन कुठेही पसरलेले असतात. तुम्ही बघा ना आजकाल जे सेलिब्रिटी आहे, ती जर पब्लिकमध्ये चालत जर गेली. तर तुम्हाला वाटते का ते सेफ राहील म्हणून? एवढा धिंगाणा गिन एवढा गोंधळ त्यांच्या आजूबाजूला होईल. विथ उदाहरण घ्या चला अ, क्रिकेटर आहे एखादा धोनी किंवा विराट कोहली निघाला रस्त्यानं. तर
हो ना. हां. नाही, नाही. अजिबात नाही. होते, होते. हां. आता तो मेसी आला होता ना, पश्चिम बंगालमध्ये.

हां, हां, हां. म्हणजे तुम्ही तिथे ओळख समजा लपवता असं नाही का? हां. हं. हां. बरोबर, बरोबर. तर यामध्ये कसं होतंय आणि कधी-कधी बघा ना खूप लोक अ, आपल्या डेली लाईफच्या पण असतात गोष्टी त्या पण सोशल मीडियावर टाकतात किंवा आपले घरचे पण काही असतात ना पर्सनल फोटोस वगैरे जसे की फिरायला गेलो बसलेलो आहे किंवा घरी काहीतरी बनवत आहेत म्हणून सगळेजण बसले ते पण सोशल मीडिया वर टाकतात. याच्याने काय होत की घरच्याचा आतला पण स्ट्रक्चर लोकांना कळायला लागतो, घरी कोण-कोण लोकं ह्या सगळ्या गोष्टी मिळायला लागतो. म्हणजे तुम्हाला काय वाटते की या आजच्या कंडिशनमध्ये पब्लिसिटी मिलाव मिळावा म्हणून किंवा जास्त लोकांनी मला असं ओळखावं यासाठी अशा गोष्टी करणं बरोबर आहे का?
लपवलं होतं. हां. हो. हो. हो ना. <chuckles> नाही. हां. खूप चुकीच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं कारण की बघा ना तुम्ही लिटरली तुमचं स्ट्रक्चर दाखवताय, मध्ये कुठून रूम आहे कुठून रस्ता आहे नाही का एखाद्या वेळेस प्लॅनिंग करून कोणी आला आणि उदाहरणच देतो मी याचं झालंय असं रिअलमध्ये नाही का म्हणजे कोरियाची कोणतरी हो. कोरियाची साउथ कोरिया नाही <chuckles> नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरिया नाही सॉरी साउथ कोरिया नॉर्थ कोरिया तर डिक्टेटरशिप आहे नाही का. <chuckles> तिकडं तर सोशल मीडियाच नाहीये. तर अ, साऊथ कोरियामध्ये अशी एक इन्फ्लुएन्सर होती खूपच पॉप्युलर अ, म्हणजे युटूबर होती ॲक्चुअली ती आणि त्याचे खूप सारे फॅन्स होते आणि जास्त करून फॅन्स साऊथ कोरियाचेच होते तीचे, तर गेमिंग वगैरे ती करायची आणि व्लॉगिंग पण ती करायची नाही का तर एक दिवस झालं असं की ते अ, रेकॉर्डिंग करत-करत लाईव्ह आली एक दिवस अचानकच म्हणजे अ, जनरली येत नाही ती कधी-कधी येते लाईव्ह आली लाईव्ह आल्यानंतर चुकून तिची ए लोकेशन जे आहे बॅकग्राऊंडवरून कळते बघा कुठे थांबली आहे. तिचं घराची लोकेशन एक्सपोज झाली.
अ, हं. बरोबर. हां. असं का? हां, हां, हां. साउथ कोरिया. हां. तिथे आहेच नाही काही. बरोबर. इथं आहे. हं, हं. अच्छा! हां, हां, हां. बरोबर. हां, हां, हां. अच्छा! हो, हो, हो, हो. बाप रे! मग?
हां. आणि मग तिचे फॅन्स जे होते ना आधीच खूप क्रेझी होते दिसायला पण खूप चांगली होती ती नाही का म्हणजे म्हणतात ना युथ आजकाल तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे तर म्हणजे अ, फॅनच होऊन जातात आणि असा होता त्यांच्यामध्ये एक फॅन म्हणजे खूपच वेडा अ, म्हणतात ना म्हणजे मुझे प्यार हो गया पहली नजरमे त्या टाइपचा.
हां. हं. बरोबर. हां. बरोबर तसे. <chuckles> तर मग?
हो. मग तिला पाहिलं त्यांनी अ, लोकेशन केलं असेन स्टॉकिंग वगैरे. त्याचा रिसर्च Google बाबा आजकाल <chuckles> म्हणजे अ, तेव्हा एआय वगैरे नव्हतं एवढं.

हो, ना! मेसी आला होता एक्झॅक्टली बघितलं ना मग कसं झालं? आणि तिथे पण अ गर्दी तर झालीच, आणि शेवटी शेवटी त्यांनी मग केला ते, धिंगाणा करायचा ते. मग द ग्रेट इंडियन सिव्हिक सेन्स दाखवून दिलं जगाला. <chuckles>
त्यावेळेस कसं झालं होत? तेच ना. बरोबर हो, हो. खरंच ना. <chuckles> तर हां.
जगाने पाहिलं मग ते. मग असं पण होतं, आणि त्यांचा पण एक म्हणतात ना, एक व्हॅलिड होता पॉइंट. कारण की त्यांच्याकडून जवळपास 10-10, 15-15 हजारचं तिकीट काढलं त्यांनी आणि ते म्हणू लागले मेस्सी आम्हाला दिसला पण नाही. त्यांना सेलिब्रिटी आपल्या अजय देवगण आलता तिथं किंवा तो कोण आहे? अ, टायगर श्रॉफ टायगर श्रॉफ ना? अ, तो पण आला. तर त्यांनीच त्याला घेरून घेतलं, मेसी दिसलाच नाही आम्हाला, आणि दहा दहा हजार चे टिकेट काढून आम्ही काय वेडे आहे का म्हणे इथे यायला, नाही का? <chuckles> तर असं पण होतं.
बरोबर आहे ना. हां, हां, हां. त्यांच्याकडे कोणी पाहत पण नव्हतं. बरोबर. दिसलंच नाही. हो ना! मग बघा ना, आता अं मला तेच म्हणायचं आहे, की ज्यावेळेस एखादी व्यक्ती इन्फ्लुएन्सर होते, आहे ना, त्यावेळेस तिने काय लोकांसोबत आपली प्रतिमा निर्माण करायला पाहिजे ना, एक ओळख कशी बनवायला पाहिजे हे त्याला समजलं पाहिजे आहे का नाही?
हो. अगदी बरोबर, खूपच महत्वाचं आहे.
तर मला तुम्हाला याच्यातून एक प्रश्न असा विचारायचा आहे, की जे नवीन व्यक्ती आता इन्फ्लुएन्सर बनायसाठी निघत आहेत म्हणजे रील, पोस्ट किंवा व्हिडिओ बनवत आहेत. अ, त्या लोकांसाठी तुम्ही काय अ, सुचवाल बरं? का अशा गोष्टी की त्यांनी या गोष्टी लक्षातच ठेवायला पाहिजे अशा.
हां. हो ना, नक्कीच. त्यांना तर मी हे सांगेल, कारण की माझा अनुभव आहे त्या गोष्टीमध्ये नाही का? गेमिंगचं जे मी स्टार्ट केलं होतं. तर पहिले तर तुम्ही ऑडियन्स निवडा तुमची अ, नीश ज्याला आपण म्हणतो, काय टार्गेट ऑडियन्स म्हणतात ना? अ, तुम्ही अ, काही जणं काय करतात? मी सगळंच बनवणार, गेम बनवणार, मी व्हीलॉग पण बनवणार, तसं नाही ऑल इन वन मटेरियल नाहीच आहे ऑनलाईन, आणि झालं तरी मग ती खूप मोठे झाल्यावर तुम्ही अ, नेटवर्क तुमचं वाढलं ना, सोशल मीडियावर, मग तुम्ही ट्राय करू शकता व्हरायटी. पण सुरुवातीला तुम्ही टार्गेट ऑडियन्सेस डिसाईड करा. मी जसं गेमिंगवर अ, डिसाईड केलं. एक लोगो तुमचा चांगला बनवा, नाही का? एक ब्रँड आयडेंटिटी ऑनलाईन प्रेझेन्स बनला पाहिजे, किंवा बॅनर बॅनर किंवा अ, बॅनर इमेज असतात ना, ते पण छान बनलं. म्हणजे तुमची प्रोफाइल व्हीजीट केलं ना, लगेच ते एकदम प्रोफेशनल वाटलं पाहिजे. जसं माझ्यामध्ये मी वेबसाईट वगैरे, माझी ॲड केली, बॅनर वगैरे चांगले. कोणते गेम मी खेळतो, आणि लेटेस्ट गेम्स जे असतात ना, जसं Battlefield 6 येणार आहे. ज्याच्यावर तुम्ही हाइप क्रिएट करू शकता, असे तुम्ही लोगो किंवा अ, हे ठेवा बॅनर इमेजेसमध्ये नाही का? आणि फॉंट फॉंट वगैरे पण तुम्ही व्यवस्थित ठेवा, जेणेकरून व्हीजीट करतांना पाहिताच क्षणी फॅन व्हायला पाहिजे तुमच्या प्रोफाइलचा म्हणजे काहीतरी अ, आहे म्हण म्हणतात ना, कुछ कुछ तो दम है, कुछ तो बात है इस बंदे मे. असं लगेच सबस्क्राईब करायला पाहिजे त्यांनी. आणि कंटेंट पण तसं पाहिजे बरं का? हे सगळं वरून-वरून नाही. थंबनेल पण आजकाल खूप महत्वाचं
हां. हां, हां. बरोबर. हां. <chuckles> बरोबर आहे, हं. बरोबर. <coughs> बरोबर. हां, हां, हां. हां, हां, हां, हां. नक्कीच, नक्कीच. उफ्फ! <chuckles> प्रोफेशनल वाटलं पाहिजे त्यांना. <chuckles> बरोबर. <chuckles> कंटेंट इज द बॉस ना, कंटेंट महत्वाचं पाहिजे.